कसं असतं ना, माणूस मोठा होत जातो तसं त्याच्याकडनं ना अ, त्याच्या कुटुंबाच्या म्हणा किंवा समाजाच्या अ, आजूबाजूच्या लोकांच्या ना अपेक्षाही वाढत जातात त्याही मोठ्या होत जातात, म्हणता येईल. अ, तर मग अ, बाह्य अपेक्षा आणि स्वतःच्या कल्पनांमध्ये कसं सामंजस्य ठेवतात तुम्ही?
हो, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे बघा. अ, कधी-कधी काय होतं ना की आपण आपल्यापेक्षा, बाहेरची लोकं आपल्याला जास्त समजावण्याचा प्रयत्न करतात; म्हणजे मी कोण आहे हे? कसं असतं ना, की मी स्वतःला शोधायला पाहिजे. मी स्वतः विचार करायला पाहिजे, की मी कोण आहे? आणि मी काय केलं पाहिजे? पण याच्यापेक्षा अगदी उलट परिस्थिती कधी-कधी समाजात घडते किंवा इव्हन माझ्या पण बाबतीत घडली, की काय असतं, आपण आपल्यावर फोकस करण्यापेक्षा समाज आपल्यावरती फोकस करतो आणि तो सांगतो, "तुझ्यासाठी हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, तू हे करू नको, ते करू नको." जे की आपल्यावरती जरा जास्तच दबाव आणतात. आणि मग, आप आपली जी काही कल्पना असते किंवा आपलं जे स्ट्रेंथ असतं, त्याबद्दल आपल्याला कधी-कधी अ, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
हो. हो, नक्कीच. हो. हो, का? हो, ना. हो, नक्कीच. पण मग तुम्ही अ, तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कुठल्या बाह्य अपेक्षा किंवा कुटुंबाच्या म्हणता येईल, समाजाच्या किंवा मग नोकरीच्या म्हणजे या 3-4 पैकी तुम्हाला सर्वात जास्त जड वाटल्याचं असं भासलं आहे कधी, काही सांगू शकणार का?
हो, नक्कीच. अ, बघा, उम्म, साधारणतः काय असतं ना, की प्रत्येक आई-वडिलांना काय वाटतं की आपलं मुलगं काय बनावं, मुलगा-मुलगी, इंजिनियर बनावं किंवा डॉक्टर बनावं. अ एवढंच जास्त करून. आत्ताचा जर ट्रेंड बघितला तर प्रत्येकाचा एवढंच ट्रेंड आहे की एक तर इंजिनिअर बनावं, अ, मोठ्या-मोठ्या आय-आय-टीनमध्ये त्याचा नंबर लागावा, नाहीतर मग छान गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला डॉक्टरसाठी नंबर लागावा, तो डॉक्टर बनावा. पण माझं माझं टार्गेट फिक्स होतं इंजिनिअरिंग करायचं आणि माझ्या घरच्यांचंही मत होतं की इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे असं काही नाही की मला इंजिनिअरिंग करायचं होतं, डॉ घरचे म्हटले डॉक्टर बनायचं, असं काहीही नव्हतं बरं सुरुवातीच्या काळामध्ये अ, हो. मला इंजिनिअरिंगच करायचं होतं आणि त्यांनी पण मला फुल सपोर्ट केला की तू इंजिनिअरिंग कर. पण प्रश्न असा निर्माण झाला, जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, त्यानंतर अ, त्यांचं मत असं बनलं की कसं होतं ना बघा, ते इंजिनिअरिंग कॉलेज ना माझ्या घरापासून जवळच होतं. म्हणजे जास्त दूर राहण्याचा प्रश्न नव्हता. मग त्यांनी काय सांगितलं की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगण्याआधी आमच्या कॉलेजकडनं त्यांना असं ऑफर दिली गेली होती मला, की तुम्ही आपल्याच कॉलेजला काय करा, अ, प्रोफेसरशिप, लेक्चरशिप जॉइन करा.
अरे वाह! हो. हो. हो. नक्कीच. हो. हो. हो. अरे वाह! चांगलंच होतं. हो. हो. हो. अच्छा. हो. हो का? अरे वा! मग?
हां, आणि मग अ आणि मला काय वाटत होतं की आपण कंपनी जॉइन करायला पाहिजे. कारण कसं असतं ना की या इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही किती टेक्निकली एक्सपर्ट आहात, तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स आहेत ते महत्त्वाचं असतं, ना की तुमचं बुकीश नॉलेज.
हो. हो. हो. अगदी बरोबर म्हणालात. म्हणजे ही तुमची एक अ, कल्पना होती आणि कुटुंबाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या तुमच्याकडनं. मग अशा वेळी तुम्ही कसं सामंजस्य ठेवलं?
हो कुटुंबाच. अ, बघा आता कॉलेजकडनं पण ऑफर होती, आणि घरच्यांचं कसं होतं की मी सुरुवातीला जेव्हा घरच्यांनी म्हटलं ना की, "तू कॉलेजला ना लेक्चरशिप जॉइन कर." सुरुवातीला मला खूप बेकार वाटलं बरं ती गोष्ट. कारण आपण कशासाठी करतोय? कारण एवढं सगळं प्रॅक्टिकली नॉलेज, मला असं वाटलं नव्हतं की कॉलेजमध्ये लेक्चरशिप जॉइन केल्यानंतर अ, राहीन माझ्याजवळ आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल. अ, कंपन्यांमध्ये कसं असतं की तुमचा एक्सपिरियन्स काउंट होतो, तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज भेटतं, टेक्निकल, प्रॅक्टिकल आणि तुम्ही कंपन्या स्विच केल्या की तुमचं पॅकेज वाढतं.
हो. हो ना. हो. हो. अगदी बरोबर आणि कधी-कधी म्हणजे परदेशाची तुम्हाला चांगली ऑफर मिळते.
यात हो. नक्कीच. पण असं तर ह्या लेक्चरशिपमधे काही होणारं नव्हतं. मग अ, मग विचार केला बाबा आणि घरच्यांचं मग मात्र एक-एक दिवस जरा जास्तच हे व्हायला लागलं. नाही, तू हेच करायचं, हेच करायचं. मग मी जरा विचार केला, की नक्की असं का होऊ शकतं? तर मग एक दिवस अ, मी माझ्या आईला विचारलं, की "नक्की असं का? तुझ्यात एवढा चेंज का आला बाबा?" कारण आपण रागावून तर विचारू शकत नाही, अ, मी प्रेमानेच विचारलं, की "आई तुझ्यामध्ये एवढा चेंज का आला? की मला असं वाटतं की, मी कंपन्यांमध्ये जॉब करावा, मल्टिनॅशनल कंपन्या आहेत खूप साऱ्या अ, तिथं पण चांगल्या-चांगल्या ऑफर आहेत. तर असं का नको म्हणते तू?" तर माझ्या आईनं मला इतक्या छान पद्धतीनं समजावलं, की मला असं वाटलं, की मी एवढं इंजिनिअरिंग करून पण अ, थोडी कमी पडलेत समजण्यासाठी. आईनं सांगितलं, "हे बघ, तुझं आणखी लग्न व्हायचं बाकी आहे. म्हणजे अनमॅरिड आहे आणि तुझी सुरक्षा आणि ही सगळी गोष्ट आजची स्थिती पाहता मला असं वाटतं, की कंपनीतल्या पॅकेजपेक्षा तू सुरक्षित राहणं मला गरजेचं आहे." आणि तू जे
हो. हो ना. तेच. हो ना. हो. हो. हो ना. हो. नक्कीच. पालकांच्या म्हणजे त्यांचंही ते म्हणता येईल, की तुमच्याविषयीचं एक अ, कन्सर्न जे काही होतं किंवा मग सिक्युरिटीज, इनसिक्युरिटीज ते बरोबर होतं ते त्यांच्या जागी. मग अशावेळी तुम्ही तुमच्या मन म्हणजे त्यांच्या मनातलं कसं ओळखलं? आणि मग कसे निर्णय घेत गेले?
हो. नक्कीच. कारण हो. मग आईने मला समजावून सांगितलं, की "हे बघ, अ, कसं असतं ना, की सुरक्षा महत्त्वाची आहे." आणि, मलाही समजलं बरं, कारण आपण एवढं मोठं शिकलो याचा अर्थ आपण अ, त म्हणत्या तपेला ओळखता यायला पाहिजे आपल्याला पण. हो, मग मी ओळखून घेतलं, की सुरक्षा खरंच महत्त्वाच्या आहेत. आणि, मी जरा विचार केला रात्री, की मी जर समजा पुणे, मुंबई, बेंगलुरू, कलकत्ता अशा स सिटींमध्ये गेले. तर अ, माझा खरंच राहण्याचा मोठाच प्रश्न निर्माण होईल. समजूया आपण हॉस्टेलवरती राहूया, पण जे आई सांगते ते खरंच आहेत. मला म्हणजे मनामध्ये असं वाटलं, की खरंच आई जे म्हणते ते 100% खरं आहे. आणि ते खरं आहेतच नाकारता येतच नाहीत. मग काय करणार? आपण कंपनीला प्रेफरन्स देणार, की आई म्हणते, तसं थोडा वेळ बघावं. मग अ, मी नंतर विचार केला हां, ठीक आहे. अ, नंतर मग अ, मी काय केलं, की मग घरच्यांना सांगितलं आणि कॉलेजला पण ऑफर लेटरला अ, काय म्हणता येईल त्याला, आपण मी रिप्लाय पाठवला, की मी रेडी आहेत. मी नंतर "हो", म्हटलं, याच्या पाठीमागचं कारण असं होतं, की मी नंतर विचार केला बघा आपण आज अनमॅरिड आहोत. एक ना एक दिवस आपलं लग्न होणार आहेत आणि शक्यतो लग्न झाल्यानंतर कसं असतं, आपण सेम-सेम बघतो, इंजिनिअर मुलगी असेल तर इंजिनिअर मुलगा बघतो, डॉक्टर असेल तर डॉक्टर मुलगी-मुलगा. तर मग मी इंजिनिअर म्हटल्यानंतर मला भेटणारा मुलगा हा इंजिनिअरच असणार आहेत.
अगदी बरोबर. हो. हो. हो. हो. हो ना. अगदी बरोबर. हो. हो.
आणि मग, त्यावेळेस तो इंजिनिअरिंगला असेल, तो जर इंजिनिअर असेन, तर तो काही खेड्यात राहणार नाहीत.
हो. अगदी बरोबर.
तो पण मेट्रो सिटीमध्ये राहणार आहे, मग त्यावेळेस आपण त्याच्यासोबत राहून मल्टिनॅशनल कंपन्या असेल किंवा कुठलीही कंपनी असेल, आपण जॉब करू शकतो.
हो, नक्कीच. होऊ शकतंय ते पण.
मग मी तेवढाच विचार केला की आता आईजवळ आहेत तोपर्यंत आपण टीचिंग जॉब ॲक्सेप्ट करूया, जेणेकरून काय होईल आणि मला वाटलं तसं फारसं काही झालं नाहीत की आपण प्रॅक्टिकली अपडेट राहणार नाही वगैरे. अ, प्रॅक्टिकली मी पूर्ण अपडेट राहिले कारण मुलांना प्रॅक्टिकल होतं. ते मुलांना प्रॅक्टिकल करण्याआधी आपण स्वतःहा पण करतो आणि मुलांसोबत पण करतो.
हो का? हो. हं.
आणि इथ खूप साऱ्या गोष्टी असतात. आपण बाहेरचे गेस्ट वगैरे बोलवतो, अ, कंपन्या येतात ऑफरिंगसाठी वगैरे त्यामुळे या सगळ्या जे काही कंपनीचं एटमॉस्फिअर असतं, त्याच्याशी नाही म्हटलं तरी 50-70% आपण त्याच्याशी अपडेटेड होतोच, त्याच्या सोबत-सोबत. मग फार काही असं जड गेलं नाही मला. काय झालं फक्त
अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, हो. हो. हो, हो. हो, पण मग अ, कधी असं वाटलं का की आपण अ, अनेकदा म्हणजे असं चांगलं मूल किंवा मग जबाबदार व्यक्ती व्हायच्या नादात स्वतःची ओळख म्हणजे बाजूला ठेवली? म्हणजे मग दुर्लक्षित करत आहोत आपण स्वतःला, असं काही वाटलं का कधी?
मला नाही वाटलं. कारण का सांगू का? मला किती दिवस करायचा होता तो जॉब? 2 वर्षांसाठी, 3 वर्षांसाठी. खरं तर माझं खरंच 2च वर्षात लग्न झालं त्यानंतर. मग मला सांगा, 2 वर्षामध्ये मी 2 वर्षांमध्ये मी असं स्वतःला इतकं काय वेगळं करणार होती, जा की मी जर सुरक्षित राहिली नसती तर?
अरे वाह! हो का? हो. अरे वाह! <chuckles> हो. हो ना. हो, अगदी बरोबर.
आणि जर मी आज सुरक्षित आहे, म्हणजे 2 वर्ष मला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तो काही मी असा अ, वाह्यात वेळ घालवलेलाच नाहीये. मला त्यातनं पैसा पण मिळाला आहे. मला एक्सपिरियन्स पण मिळाला आहे.
हो ना.
आणि सगळ्या गोष्टी अपडेटेड होते. आणि सोबत लग्न झाल्यानंतर मग तर मी माझ्या मूळ जो काही माझा उद्देश होता करिअरचा, तो तर मी स्वीकारलाच. माझ्या घरच्यांनाही त्यामध्ये अ, आता हसबंड इंजिनिअर म्हटल्यानंतर बायको इंजिनियर कुणी नाकारत नाही शक्यतो तर सिटीमध्ये. त्यांनी ही म्हटलं, "हो." मग मला सांगा, मला तर हया गोष्टीचा फायदाच झाला बघा, घरच्यांचं ऐकल्याचा. मी सुरक्षित राहिले, सोबत त्यांच्यासोबतच राहिले. अ, लग्नानंतर तर असं म्हणतात की असं म्हणतात म्हणजे आहेतच की मुलगी कायमच आई-बापाला सोडून जाते. पण मी ती
हो ना. हो. हो. अरे वाह! हो ना. अगदी बरोबर म्हणालात, म्हणजे तो जो क्षण असतो, ती जी वेळ असते, ती पुन्हा कधी जगता येणार नसते आणि <chuckles> म्हणजे अ, ते म्हणतात ना की "चूज युवर हार्ट." तुम्ही तुमचं एक म्हणतात ना की आव्हान स्वीकारा, क ते तुमच्या हातात आहे. त्याप्रकारे ही व वळण असतं एक, ही वाट असते अशी. तर मग बऱ्याचदा लोकं काय म्हणतील, ही भीती तुमच्या मनात नाही आली का? की घरी इथे राहणं किंवा मग, "तू जर दुसरीकडे गेली असती, तर तुला एवढं पॅकेज मिळालं असतं," वगैरे असं. म्हणजे मग त्या भावना तुम्ही कशा हाताळल्या?
हो. हं. हे बघा, अ, आपण एक म्हटलं, ते दोन म्हणणारा दुसरा उभा असतोच. अ, आणि कसं असतं ना, आपण दुसऱ्याचं किती ऐकायचं, जर आपण आपल्या मनाचं ऐकायला तयार असो, तर आपण दुसऱ्याला ऐकायला अ, रेडी असतो. पण किती ऐकायचं हा पण प्रश्न पडत नाही बरं तेव्हा. पण जर तुम्ही स्वतःच्या मनालाच माहीत नसतं तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला, अ, तुम्ही खरंच तुमचं पुढचं गोल काय आहेत, हे जर तुमच्या मनातच माहीत नसेल, तिथं मग तुम्ही दुसऱ्याचं नक्की ऐकता आणि मग तशाच वातावरणानुसार तुम्ही बनत जाता. अ, असं माझ्या बाबतीत मी काय केलं होतं की दुसरे पण मला नक्कीच म्हणालेत की "अ, काय आहे. तर घे तू अ, ऑफर घेऊन टाक कंपन्यांची." कारण कसं असतं ना की ऑफ कंपन्यांची ऑफर पण लगेच खूप सहजा-सहजी मिळत नाहीत. आता इंजिनिअरिंगमध्ये पण भरपूर साऱ्या काय असतात, कॉम्पिटिशन वाढलेत. असं नाही की, तू गेली आणि लगेच तुला ऑफर मिळाली खूप चांगली. असं होत नसतं. पण मी मी ना माझ्या आई-वडिलांच्या अ, सुरक्षेची जे भावना होती, मला त्यांना पण तोडायचं नव्हतं कारण एवढे दिवस आपण आई-वडिलांसोबत चांगले काढलेत आणि त्यांचा शब्द माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता आणि त्यांच्यामुळेच आज मी एवढ्या मोठ्या अ, कंपन्यांमध्ये पण जॉब करू शकते. कारण त्यांचं स्वप्न चुकीचं नव्हतं. त्यांचं स्वप्न बरोबर होतं आणि फक्त त्याला समजून घ्यायचं मला गरज होती की यांना नक्की काय म्हणायचेत. अ, काही झालं नसतं बरं जर समजा, मी आई-वडिलांच्या अपोझमध्ये गेले असते तर. पण मी एवढं नक्कीच सांगेल की जर मी आई-वडिलांच्या आपोझमध्ये गेले असते, तर अ, आई-वडिलांचा जो काही विश्वास होता माझ्यावरचा तो जर किंचितसा जरी ढासळला आला असता, तर तो मी कोणत्याही कंपनीमध्ये, कितीही मोठं पॅकेज घेतलं असतं, तरी मी तो कधीही मिळवू शकले नसते.
अगदी बरोबर. हो. हो. हो. हो ना. हो. हो, तेच. हो. हो. हो. अगदी बरोबर. हो. हो ना. हो. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, म्हणजे कसं असतं ना, पालकांचे काही वेळा निर्णय चुकू शकतात, पण त्यांचा उद्देश जो असतो ना, तो एकदम योग्य असतो. आपल्या म्हणजे एक अ, काळजीपोटीच घेतलेला तो एखादी निर्णय असतो. त्यामुळे त्याच्यात आपलं भलंच असणार असतं. पण मग अ, तुम्ही कसं ठरवतात की कोणती अपेक्षा ऐकावी आणि कोणती नाही?
हो, ते समजण्याइतकं इतपत आपण मॅच्युअर असावं, कारण काय आहे माझी आईनं मला काय सांगितलं, "तू जॉब करू नको" असं नाही म्हटली. "फक्त जॉब काही वेळासाठी हा कर, लग्नानंतर तू तुझ्या नवऱ्यासोबत शहरात जाशील. तेव्हा तुला जो जॉब करायचा तो कर." मग मला याच्यात ॲक्सेप्ट न करण्यासारखं काय होतं बरं?
हो. हो. हो ना, अगदी बरोबर.
पण जर एखाद्याने असं म्हटलं की "तू जॉबच करू नको" किंवा मग "तू काहीच करू नको. घरात थांब. लग्न झाल्यानंतर जॉब कर." तर मग अशावेळी थोडी क्रिटिकल कंडिशन निर्माण होऊ शकते. मग काय होईन की तुम्ही ना अशी जर परिस्थिती निर्माण झाली, तर तुम्ही आपल्या आई-वडिलांना थोडा वेळ द्या. त्यांच्याशी कम्युनिकेशन वाढवा आणि त्यांना जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करा की मी सुरक्षित कशी राहीन किंवा अ, माझा जॉब कसा सिक्युअर राहीन, माझा इन्कम कसा राहीन या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगा.
हो. हो. अगदी बरोबर. हो, हो. नक्कीच. पण हे जे सामंजस्य असतं. ते अ, जेव्हा आपण साधतो. तेव्हा मग आयुष्यात अ, कसे बदल होत जातात? किंवा मग अ, शंका कशा कमी होतात? म्हणजे काही बाउंडरीज सेट करणं वगैरे, काही पद्धती सुचवाल का?
हो. बघा, काय करा ना, अ, आपण खरं म्हणजे आपल्यामध्ये स्पष्ट असलं पाहिजे आपण. माझा उद्देश स्पष्ट असला पाहिजेत. तर त मी हे सगळे करू शकते. मला काय करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर आपलं स्वतःला माहीत असायला हवं. आणि ह्या सर्वांसोबत तुम्ही समाज असेल, कुटुंब असेल, या सर्वांसोबत तुमचं जे काही बोलणं आहेत, तो संवाद वाढायला पाहिजे, ना की कमी व्हायला पाहिजे आणि तो पण सौम्य भाषेमध्ये. तर त ह्या गोष्टी कुठेतरी चांगल्या आणि सुरळीत होत जातील. आणि काय करा ना, अपेक्षा तुम्ही बघून घ्या. जसं की माझ्या आईची अपेक्षा होती, की तू इथं करावं, नंतर लग्नानंतर दुसरीकडं करावं. ती टाळण्यासारखी असं काही नव्हतं त्याच्यामध्ये, की मी लगेच अप ना. त्यामुळं तुम्ही अपेक्षा समजून घ्या आणि पूर्णपणे विरोध करण्यापेक्षा हळू-हळू निर्णयाला पुढे नेत चला.
हो. अगदी बरोबर. हो. अगदी बरोबर. हो ना. हो. नक्कीच. हो. नक्कीच. म्हणजे म्हणता येईल, की बाह्य अपेक्षा आणि स्वतःच्या कल्पना या दोन्ही ज्या असतात, त्या आयुष्याचा भाग आहेत आपल्या. पण त्यांच्यात सामंजस्य साडणं साधणं हीच खरी प्रगल्भता आहे त्या अ, अ, विषयाची. अ, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, नक्कीच आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.
नक्कीच. हो. मलादेखील तुमच्यासोबत बोलताना खूप छान वाटलं हं, माझ्या पास्टचा मला आज पुन्हा उजाळा मिळाला. अ, बोलताना पण खूप छान वाटलं. खरंच. धन्यवाद.